हो, आणि अशातच काय झालं माहिती आहे का, एक अ, भारतीय दूतावास जो आहे आपला. तो म्हणजे खूपच म्हणजे त्यांचे अक्षरशः अ, खूप आभार मानले मी नंतर. तर त्यांना मी कॉल केला आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला, तर त्यांनी एक आपला ट्रान्सलेटर असतो ना जो म्हणजे, भाषेचं हे करतात भाषांतर करण्याचा तज्ञ. हो. तर ते आले तिथं आणि त्यांनी संवाद साधला तिथल्या लोकांशी आणि त्यांना एक रिक्वेस्ट केली की "तुम्ही एक अ, काम करा की तुम्ही यांनी जिथे बॅग ठेवली होती, तर त्या प्लेनमध्ये जाऊन चेक कराल का?" अशी एक हां, त्यांच्याशी हो, चर्चा केली आणि मग ते राजी झाले आणि मग तिथं गेलो ते मला पण घेऊन गेले तिथे ॲक्चुअली.
हां, हां. अरे, वाह! हां, हां. जी भाषा अ, ट्रान्सलेट करतं. हां, हां. हां, हां. अच्छा. रिक्वेस्ट केली. हां, हां. हां, हां. पण मला एक सांगा ना? की तुम्ही जसं म्हणालात की तुम तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे तुम्ही हरवलेत ते नाही का? पण तुमच्याकडं सिम कार्ड घ्यायसाठी पण डॉक्युमेंट नव्हते. तुम्ही त्याची झेरॉक्स वगैरे काढून दुसऱ्या बॅगेत ठेवले नव्हते का?
आणि योग हं. हो, हो. नाही. ॲक्चुअली झेरॉक्स वगैरे नाही ना चालत तिथं ओरिजिनल वगैरे दाखवायला लागतं असा काहीतरी नियम होता त्यावेळेस. हो. तर त्यावेळेस ओरिजिनल लागत होता आणि ते स्कॅन वगैरे करतात पासपोर्टचा काहीतरी बारकोड वगैरे आणि त्यानंतर ते सिम लगेच ॲक्टिव्हेट करून देतात असा विषय होता.
अच्छा. हां, हां, हां, हां. हां, हां. ओह! असं असतं का ते? हं, हं, हं, हं, हं.
हो. असं होता, हे पण मला तिथे गेल्यावर समजलं बघा. हो, कारण आपल्या इथे तर एकदम इझिली अवेलेबल भेटून जातं सिम.
अच्छा. हां, हां. म्हणजे तुम्ही अ, माहिती घेतली नव्हती आधी. हां, हां. स समजू शकतो मी ते अ, की तुम्हाला ते माहिती नव्हतं आणि अचानक तुमच्यासोबत हे पहिल्यांदाच घडलं.
हो. मग योगायोगाने काय झालं बघा पासपोर्ट वगैरे ते म्हणजे भारतीय दूतावासाच्या मदतीने, तो पासवर्ड पासपोर्ट मला वेळेत भेटला आणि मी ती फ्लाइट तिथे घेऊ शकलो. हो.
काय झालं? हां, हां. अरे, वाह!

अच्छा. खूपच म्हणजे छान.
हो आणि तिथून हो आणि घरी जर आलं तर आपल्या घरच्यांना आपण सांगू शकतो, की या-या अड्रेसवर कुरिअर करा म्हणजे. परराष्ट्रात तर ते येऊन जातं, काही विषय नाही.
म्हणजे चांगली प्रोसेस आहे, ही म्हणजे म्हणतात ना, सुविधासुद्धा आहे.
हो, एकदम सुलभ आहे. फक्त काय आहे ना, डॉक्युमेंटेशनचा एक इंटरव्ह्यू द्यायला लागतो आपल्याला. त्यांना व्हर्चुअल इंटरव्ह्यू. तर त्यात ते विचारतात, खरंच हा व्यक्ती आहे का. पूर्ण आपली माहिती घेतात.
हां, अच्छा. हां, हां.
आणि त्यानंतर ते इश्यू करतात.
अच्छा आणि जेव्हा तुम्हाला ते अ, म्हणलं ना, तुम्ही डॉक्युमेंट्स हरवले होते, पासपोर्ट वगैरे. तेव्हा तुम्हाला भेटला, तेव्हा तुम्हाला असं फनी मूव्हमेंट झालं का? अरे, काय केलं मी? एवढी छोटीशी तर गोष्टी होती ना. एवढी मूर्खता झाली?
हो. अहो, फनी म्हणजे काय सांगू. तिथं म्हणजे असं झालं होतं ना माझं. म्हणजे जीव भांड्यात पडला की एकदम म्हणजे असं वाटत होतं, काय करू, काय नको? म्हणजे काय झालं हे. हां, जसं की बघा ना, एकदम उत्सुकता होती आणि एकदम म्हणजे भारी असं वाटत होतं फीलिंग वगैरे एकदम आणि अचानक हा प्रकार घडला आणि हो.
<chuckles> हां. काय करू, अन काय नको? हो, हो, हो, हो. हां. समजू शकतो मी पण हां. काय तुमच्यावर बेतलं. पण नक्कीच मला नाही का, तुम्ही हा इन्सिडंट सांगितला ना, तर खूपच अ, छान वाटलं. की तुम्ही कशाप्रकारे त्याला हाताळलं, पेशन्स ठेवलं आणि तिथल्या दूतावासाची मदत घेतली. आणि त्यांनी पण तुम्हाला एकदम म्हणतात, कोऑपरेट करून मदत केली आणि ते विमानात चेक करून तुम्हाला ते पासपोर्ट वगैरे भेटून दिलं. आणि तुम्हाला त्यानंतर आनंद गगनात मावेना असं झालं. खूप छान प्रसंग होता आणि खरंच खूप शिकण्यासारखं होतं. खरंच धन्यवाद. खूप छान वाटलं मला बोलून. पुन्हा भेटूया आपण <chuckles> हो, पुन्हा भेटूया.
हो, हो. <chuckles> भेटून दिल. हो. बिलकुल. हं. हो. धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं चर्चा करून. नक्कीच भेटूयात.

ओ! एकट्याने.
अ‍ॅक हो, एकट्याने म्हणजे आम्ही 4-5 जणांमध्ये आणि त्यात झालं काय माहिती आहे का, मी ती बॅग घेतली आणि मी तिथे गेलो आणि तिथं पण एक इमिग्रेशन ऑफिस होतं. तिथं पण एकदा स्टॅम्प पडतो आपल्या पासपोर्टवर अरायव्हलचा वगैरे हां. आणि तिथं पासपोर्ट लागला आणि माझी ती बॅग मला वाटलं बॅगेत आहे आणि ती बॅग नव्हतीच बघा ती.
हां, हां, हां. ग्रुपमध्ये. हां, हां. अच्छा. हां, हां. समजू शकतो मी. हं, हं. अरे बापरे! मग?
आणि सगळे डॉक्युमेंट त्याच्यात. अरे बापरे! काय सांगू, डायरेक्ट रडायला लागलो मी तिथे अक्षरशः.
मग काय झालं? ओहोहो! खूपच म्हणजे असं म्हणतात ना, टेन्शन आलं असेल आपल्याला, की अचानक माझे डॉक्युमेंट्स कुठं गहाळ झाले?
हो. मी अक्षरशः माहिती आहे का, माझी ती बॅग आहे ना, तिची एक-एक कप्पा. एक-एक म्हणजे पूर्ण खाली केली तिथं आणि ती पक पक्की चाळली, तर कुठेच मला भेटेना. मी म्हटलं, "अरे बापरे! आता काय करायचं रे बाबा?" खूप म्हणजे असं टेन्शनमध्ये आलो अचानक.
ओ! कुठंच भेटलं नाही. अरे, अरे! हं, हं. खूप वाईट अ, म्हणजे वाटलं असेल आपल्याला?
आणि माझे हो. खूप गंभीर झालो आणि माझे मित्र पण पॅनिक झाले. त्यांच्या पण बॅगा मी पालथ्या घातल्या, पण मला कुठेच भेटला नाही पासपोर्ट.
हो, हो. मग काय केलं?
मग आता करावं काय, करावं काय आणि झालं काय माहिती आहे का, जो म्हणतात ना भाषेचा बॅरियर
हां, हां. हां. ते तुम्हाला तिथं आ आलं असेल खूप.
हो. तिथं आला तो. अ‍ॅक्चुअली त्यांना इंग्लिश वगैरे येत होतं, पण मला एवढं ठीक ठाक येत नव्हतं, कारण पहिलाच हा माझा टाईम होता.
ओह! हां, हां, हां, हां.
हो ना. आपण कसं बघा, गावा खेड्यांमध्ये वाढलोय. इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलो नाहीये. सेमी इंग्लिशमध्ये होतो मी, तर त्यामुळे एवढं मग
अच्छा. हां, हां. मी समजू शकतो आपली भावना. हं, हं. किती अवघड झालं असेल.
हो. आणि मग हो, खूप बेकार मग झालं, काय माहिती आहे का, मग तिथून त्यांनी एक सल्ला दिला की तुम्ही तुमच्या जी हे आहे भारतीय दूतावास इथलं, तर त्यांच्याशी संपर्क साधा. तर आम्ही काय केलं, त्याचा नंबर मिळवला आणि विशेष म्हणजे झालं काय माहिती आहे का, आमच्याकडं सिम कार्ड पण नव्हता आणि सिम कार्ड घ्यायला माझा पासपोर्ट लागत होता.
अच्छा. हां, हां. ओह! <chuckles> अरे बापरे! म्हणजे खूपच अडचणामध्ये म्हणतात ना, अ, अडचण झाली तुम्हाला ती, म्हणजे ऑलरेडी डॉक्युमेंट ठरवलेत आणि ते कॉल करण्यासाठी पण तुम्हाला सिम कार्ड हवंय.
खूप हो, सिम कार्ड. आणि सिम कार्डसाठीपण पासपोर्ट हवा आहे. आणि पासपोर्टच माझा मिळत नाही. मग झालं काय माहिती का, एम्बेसीला वगैरे कॉल वगैरे लावला. मग माझ्या एका मित्राच्या पासपोर्टवर आम्ही सिम घेतलं तिथे एअरपोर्टवर, ते ॲक्टिव्हेट केलं. आणि त्यानंतर आम्ही हो होत काय होतं माहिती आहे का, तिथं वेळ निघून चालला होता आणि आमचे दुसरी फ्लाइटचा वेळ जवळ येत होता.
हो, खूपच वाईट परिस्थिती. हां, हां.

खूपच म्हणजे म्हणतात ना, भारी काम झालं ते की त्यांनी छानरित्या ते अ, कोऑर्डिनेशन केलं आणि तुम्हाला ते पासपोर्ट मिळवून दिलं आणि अशा नव्या म्हणतात ना देशामध्ये जिथं तुम्हाला काहीच माहिती नाहीये अन् तिथं अ, पॅनिक होऊन जातं माणूस अन् तुम्ही पण झालेच असाल पॅनिक हे ना?
हो. हो. अहो, भयंकर! म्हणजे मी बोललो ना, माझ्या किडन्या फेल झाल्या होत्या. <laughs>
हो, हो, खूपच <chuckles> म्हणजे म्हणतात ना, भयावह गोष्ट आहे. मग तुम्ही स्वतःला कसं सावरलं मग तिथं पॅनिकमधी?
हो. अ, झालं काय जेव्हा तो म्हणजे नाही का हो, जेव्हा ते दूतावासाचा जो माणूस आला ना
आणि सुचत नाही ना काही. हां, हां.
तो भा भाषांतर तज्ञ, तर त्यांनी एवढी मदत केली म्हणजे त्यांनी ते त्या एक म्हणजे नाही का भाषेचा जो बॅरियर आहे तो तुटला आणि एकदम संवाद साधता आला. मग त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली.
हां, हां, हां, समजू शकतो मी. हां, हां. तुम्हाला असं वाटलं का की हां, तिथं एखादी पोलीस कंप्लेंट करावी असं काही? ते पण असेल ना तिथं एअरपोर्टवर?
नाही. अ‍ॅक्चुअली नाही, अ‍ॅक्चुअली काय झालं ना माझा एक स्टॅम्प त्यावर पडला होता, म्हणजे भारतातून तर माझा पासपोर्ट माझ्यासोबत होता. ओके, त्यामुळे तर मग मी इथं येऊ शकलो, तर इथं आल्यावर गेला कुठं? तर याची शोधाशोध करण्यासाठी ते जे दूतावासाचे कर्मचारी होते, तर त्यांनी रिक्वेस्ट केली हो, एअरपोर्ट अथॉरिटी जी होती, तर त्यांना त्यांनी संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली, तर आम्ही जाऊन बघितलं आणि बघा म्हणजे, जीव माझा भांड्यात पडला, जेव्हा मी ते पाहिलं ना
हां, हां. त्यांनी तुम्हाला सहयोग केला. हां, हां. हां, हां. <chuckles> ओके. हां, हां, खूपच मग तुम्हाला असा अ अरे, खूप आनंद झाला असेल की गगनात मावेना.
हो, माझी ती बॅग. अहो, खूप एवढा आनंद म्हणजे की तो गगनात मावत नव्हता आणि त्यावेळेस म्हणजे सांगू का हो.
<laughs> समजू शकतो मी. हां, सांगा ना.
आणि त्यावेळेस आहे ना, म्हणजे तो पासपोर्ट मी घेतला म्हणजे एवढा आनंद मला आहे ना, विमानात बसताना पण नव्हता झाला, जेवढं की पासपोर्ट हातात मिळल्यावर.
<laughs> हो, म्हणजे अचानक तुम्हाला असं म्हणतात ना पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं असणार, अचानक ते भेटलं एकदम असा आनंद, उत्साह तुम्हाला झाला असेल एकदम.
हो.